हां, जास्त ऑप्शन्स मला असतील. मेडिकल नाही तर हे 12वीनंतर हे असं मला वाटायला लागलं. पण मला लक्षात आलं की "नाही खूप मोठी चूक झाली आहे." कारण की त्याचा, त्याचा सिलेबस वेगवेगळा मोठा असतो आणि कव्हर करणं खूप अवघड असतं. नाही का? <chuckles>
हम्म. हं. <chuckles> बरोबर आहे की नक्कीच. हं, हं. मग काय?
मग अ, तेव्हा अशी जाणीव झाली. भीती वाटायला लागली खरं सांगू तर "अरे बाप! फेलबिल झालो तर" म्हणजे अ, म्हणतात ना मग मला असं लक्षात आलं की अ, एकच मला निवडावं लागेल कोणतं तरी एक तर हे निवडावं लागेल इंजिनिअरिंग हां. मॅथेमॅटिक्स किंवा मेडिकल बायो. नाही दोघांपैकी एक निवडाव लागेल. तर हा, अ, अ, मी निर्णय अ, घेताना खूप विचार केला काय करू, कसं करू? म्हणतात ना मेंटॉर जे असतात आपले, म्हणजे मेंटॉर म्हणजे असं गरजेचं नाही की कोणी ...हां, हां. अ, कॉलेजमधलेच सर वगैरे असतील त्यांना मी विचारायचो "सर, अ, काय कसं करू? असं-असं होत." मग ते म्हटले "तू एकावरच फोकस कर. तुला कोणता आवडतंय, आम्ही सांगून-सांगून काय सांगणार? म्हणजे तुझी काय आवड-निवड आहे ते तुलाच माहिती आहे." आणि त्याने मला असं सांगितलं की "तुझ्यापेक्षा जास्त तुला कोणीच ओळखत नाही." बरोबर? म्हणजे
हां. मॅथेमॅटिक्स किंवा हां. किंवा मेडिकल. हां. हं, हं, हं. मार्गदर्शक वगैरे असतील. हां. हां. हं. नक्कीच. ही तर गोष्ट एकदम खरी आहे.
हां, मग ते मी म्हटलं "अरे वाह! काय म्हणजे अ, इंटेलेक्चुअल लेव्हलची बात केली म्हटलं सरनं नाही का?" <chuckles>
<laughs> <chuckles> मग काय म्हणजे सरांकडे सल्ला घ्यायला गेलो आणि सरांनी तर अजून गोंधळात पडलं. एका प्रश्न म्हणजे उत्तर देण्यापेक्षा, <laughs>
हां. <chuckles> त्यांनी अजून घुमून माझ्यावरच अ, टाकून दिलं सगळी जिम्मेदारी, नाही का? मी गेलो होतो त्यांच्याकडे उत्तर मागायला आणि अ, माझ्यावरच त्यानं पलटून हे केलं. मग माझ्या लक्षात आलं, मी जे उत्तर दुसऱ्यांकडे अ, मागत होतो, शोधत होतो ना इकडं-तिकडं. ते कुठेतरी माझ्यामध्येच दडलेलं आहे. मला आत्मपरीक्षण माझं करावं लागेल. नाही का? काय नेमकं मला आवडतं आणि मग मला निर्णय घ्यावा लागेल आणि बरेच मी असं नाही की तडकाफडकी लगेच निर्णय घेतला. पण अ, बरेच मी अ, वेळ घेतला काय करू काय नाही. मग अ, घेतला मग एक दिवशी, ठीक आहे. आपलं इंजिनिअरिंगमध्येच इंटरेस्ट आपला दिसतोय. बायोलॉजीमध्ये मी ते अ, अ‍ॅक्चुअली मी निर्णय घ्यायच्या आधी सिलेबस पाहिले दोघांचे नाही का? काय-काय असतात. इव्हन मी इव्हन मी डायरेक्ट अ, मेडिकल लेव्हलचे डॉक्टरच्या पुस्तक वगैरे त्यांचे पण सिलेबस पाहिले. काय ते वाचतात नेमकं नाही का? मग त्यामध्ये चिरफाड हे ते. <chuckles> हां.
बरोबर आहे की. <chuckles> हां. हं, हं. नक्कीच. हां. बरोबर आहे. हां. हं. हां. बरोबर आहे. बरोबर आहे. हं. हां. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणजे तुमची जी पहिली चूक तुम्ही केली होती. त्या चुकीतून म्हणजे हा निर्णय घेताना तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी जाणवल्या, की बाबा ह्या चुकी तर आपण पुन्हा करायच्या नाहीयेत, कारण जर का ह्या चुका पुन्हा केल्या. तर पुढे परिणाम पुन्हा वाईट असणार आहे. मग अशा कोणत्या चुका तुम्हाला लक्षात आल्या पहिल्या चुकीमधल्या?